हम्म, काय क कारण वाटतं तुम्हाला आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत याचा?
आणि मग <clears throat> सोशल मीडिया, मोबाईल. ॲक्चुअली कसं आहे ना, की आपल्या लहानपणी आहे ना ज्या, ज्या गोष्टी आल्यात, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आहे ना आपल्या समोरून, आपल्या डोळ्यासमोरून गेल्यात. जसं की एस्सेल वर्ल्ड में रहूंगा मैं. घर-घर नहीं जाऊंगा मैं. अमूलचे ॲड यायचे, आहे ना. तर प्रत्येक गोष्ट आपल्या लहानपणीची आहे ना प्रत्येक तो पहिल्यांदा आलेला तो पेजर असो किंवा पहिल्यांदा आलेला तो नोकियाचा तो स्नेक गेम खेळणारा गेम असो. तर आपल्या आपणनी खूप काही गोष्टी आहे ना, त्या अनुभवल्यात आणि आत्ताच्या पिढींना जे मिळालं आहे ना, ते डायरेक्ट गोष्ट मिळाली आहे, म्हणजे
वाह! हो. खरंच. हो. म्हणजे सगळं सहजपणे आणि रेडीमेड आपण जसं म्हणतो ते त्यांच्या हातात पडलंय ते.
सहजपणे.